बघा ना, सोशल मीडियावरती काय झालेलं आहे आजकाल, की मूळच्या 2-4 च भाषा, ह्या जास्त प्रचलित झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांसोबत जर आपल्याला संवाद साधायचा असेल, तर आपल्यालाही त्या भाषांमध्ये बोलण्यासाठी आपल्याला भाग पडतो. कारण की मग आपल्यालाही तिथं आपले विचार मांडायचे असतात. म्हणून आपण अ, त्या भाषेबद्दल बोलायला सुरुवात करतो. त्या भाषेमध्ये स्वतःचे व्य व्यक्तिगत मांडायला सुरुवात करतो आणि कधी-कधी काय होतं ना, की हे करत असताना आपण स्वतःला आणि स्वतःच्या भाषेला विसरायला सुरुवात करतो की दुसऱ्याच्या, दुसऱ्याच्या हेवा हेवापोटी आपण ते बोलतो किंवा त्यांनी जे सेट केलेले स्टँडर्ड्स आपण ज्याला सो कॉल्ड म्हणतो. त्याच्यासाठी आपण आपली गोष्टला विसरतो, आपली भाषेला विसरतो. असं कुठे ना कुठे मला अनुभव व्हायला लागलेला आहे.
हं. अगदी. हं. हं. हां. हं. हं. हं. अच्छा. हं. खूप छान. म्हणजे दुसऱ्यांची आपण वाक्य वगैरे सो कॉल्ड म्हणतो, पण तेच आपण <chuckles> खूप छान, खूप छान. मग परत काही सांगाल का म्हणजे सोशल मीडिया मधल्या प्लॅटफॉर्म्सबद्दल किंवा आणखी काही?
हं. हो, नक्कीच ना. म्हणजे आता कसं आहे, की सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म झाले, जसं की X झालं, अ, त्यानंतर अ, WhatsApp झालं. तर याच्यावरती कसं असतं, की काही-काही WhatsAppचे ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये आपण मराठीत संवाद साधतो, हि हिंदीमध्ये संवाद साधतो आणि बऱ्याच टाईमाला आपण बघत असणार की इंग इंग्रजीचा वापर हा खूप जास्त होतो.
हं. अगदी. हं. खूपच जास्त.
हो. आणि लोकांना आता असं झालंय ना, की आज आजकालच्या मुलांना, की यांचे सोशल मीडियावरती ते बोलण्याची पद्धत, इंग्लिश बोलण्याची पद्धत, इंग्लिशचे त्यांचे वेगळे पद्धतीचे जार्गन्स ज्याला आपण म्हणतो, ते समजणंच आता कठीण झालेलं आहे, की हे बोलता तरी काय आहे? आणि त्यांना अक्षरशः त्या पोरांना मराठी वाचता वाचताही येत नाही किंवा त्यांना समजतही नाही, की आपण मराठीत बोलायचं काय आहे आपल्याला.
हं. हं. बरोबर. हं. अगदी बरोबर. हं. <chuckles> नक्कीच, नक्की अगदी बरोबर. हं.
तर मग अशामुळे ते स्वतःला कधी मूळचे ते मराठीच, पण त्यांना म मराठी, हिंदी हेच, पण त्यांना ते कसं ते कल्चर बनलेलं आहे, की जर तुम्हाला ती एक भाषा येत नसेल, तर तुम्ही काहीच नाही आहात. तुम्ही जीवनामध्ये काही अचीव्ह केलेलं नाही आहे. म्हणून ते सोशल मीडियामुळे ती भाषेचा बदल आपल्याला जाणवून येतोय प्रत्येकामध्ये.
हं. बरोबर. हं. अगदीच.